अगदीच मग अ, ते घेतो आम्ही साधारण आणि मग अ, नंतर मग रात्री लवकर जेवण असतं मग त्या जेवणामध्ये काहीतरी दलिया म्हणा किंवा डाळ भात्याची खिचडी म्हणा किंवा पुलावचे प्रकार असं जास्त असतं आणि कधी-कधी तर कधीच असं तरी पराठे किंवा थालीपीठ असं बनवतो. हां.
हां. अच्छा. हं, हं, हं. अच्छा म्हणजे संध्याकाळी तुम्ही हलकं जेवण घेता म्हणजे एकंदरीत असं ना? हां, हां, हां, हां, हां, हां.
हलकं-हलकं जेवण घेतो हो, हो. आणि दिवसभर आपलं काही एवढं बर्निंग होत नाही ना फॅट्स बर्न होत नाहीत किंवा उर असे म्हणजे कष्टाची कामं होत नाहीत पण अ, संध्याकाळी एक वॉकिंग करून येते मी तेवढंच 1 किलोमीटर फिरून आलं की जरा फ्रेश होतं ना, थोडं मग मी तसं वॉकिंग असतं हां, आणि त्याप्रमाणे मग हलका आहारच असतो की एवढं जड म्हणजे खावं अशी इच्छा पण होत नाही. आणि मग अ, फ्रुट्स वगैरे काहीतरी खाणं असतं. संध्याकाळी फ्रुट्स खायचे थोडेशे ॲपल म्हणा, डाळिंब असतं किंवा केळी असतात कायम 12 महिने आमच्याकडं आणि पे पेरू खातो हां, म्हणजे त्याच्यावर पण भर असतो.
हो. अरे वाह! हां. बरोबर, बरोबर. हां, हां, हां. अरे वाह! पेरू व वगैरे बरं अ, मला ह्याच्यात प्रश्न असा होता, की म्हणजे फ्रुट्स वेगळे आणि तुम्ही भोजन असं वेगवेगळे करता का? अ, कधी-कधी दोघं पण सोबत-सोबत खाता असं?
नाही, नाही वेगळं. आधी फळं खातो मग जेवण करतो असं करतो. कारण जेवणानंतर फळं खाऊ नयेत असं म्हणतात. कारण त्याच्यामध्ये शुगर क्रिएशन वगैरे होऊ शकतं ना म्हणून मग तसं अव्हॉइड करतो आम्ही आणि म्हणजे नॅचरल शुगर असलेली फळं खातो आम्ही अ, बेसिकली म्हणजे आता आंब्यामध्ये नॅचरल शुगर असते किंवा चिक्कूत नॅचरल म्हणजे त्यामध्ये साखर वगैरे टाकून त्याचं असं 1 कृत्रिम असं ज्यूस वगैरे काही बनवत नाही. आहे तशीच रॉ फळं खातो मग जेवण तसं रात्रीचं झालं, की मग काही सीरियल बघायचं असेल किंवा काही अभ्यास काही असे नियम असतील तर ते करायचं आणि स्क्रीन टाईम तर बाजूलाच ठेवायचा झोपायच्या आधी 2 टा 2 तास आधी. मग त्यावेळी संध्याकाळी मग काही छोटंसं शतपावली म्हणा, एखादं बुक वाचणे मग ते झालं हां, ते रात्री झालं, की मग झोपायची तयारी करायची आणि झोपून जायचं आणि पुन्हा सकाळी लवकर उठायचं असं.
हां, हां, हां. अच्छा. हां. हो, हो नक्कीच हां, हां, हां. हं, हं, हं. बरोबर. बरोबर. हं, हं, हं. हो, हो, हो. बरोबर. अच्छा. हां. हं, हं, हं, हं. रात्री बरोबर. झोपायचं. नक्कीच म्हणजे तुमची सरासरी झोप किती होत असेल बरं त्यामध्ये?